अरे वाह! खूपच छान, मग एखादा असा स्पेसिफिक सिंगर आहे का, की तर तुला अगदी दुःख आलं ना, की पहिली आठवण येते ती सिंगरची, याची गाणी ऐकूया, म्हणजे ते एकदम असं होऊन जाईल, की मन पण हलकं होईल, आपलं दुःख पण निघून जाईल आणि चेहऱ्यावरती एक वेगळी अशी स्माईल येईल. या दुःखामध्ये पण आपण असतो ना, एक अ, दुःख जरी असलं ना, तर तिथे कुठे ना कुठे एक असा प अ, क्षण असतो, जिथे आपल्याला शांतता पण भेटते.
हो. अ, तसा जर सिंगर अ, म्हणायचं झालं ना, तर सगळ्यात जास्त मला ना अरिजित सिंग माहिती असेल ना, अरिजित सिंगची गाणी <laughs> हो कारण मला त्यांची गाणी इतकी आवडतात ना, म्हणजे बस. आवाज पण त्यांचा आणि त्यांचे प्रत्येक गाणी ना वेगवेगळ्या सुरात असतात. म्हणजे बघ ना, अ, म्हणजे अ, त्यांची गाणी एक अ, कधी-कधी सायलेंट सॉन्ग असतात, कधी रोमॅन्टिक सॉन्ग असतात, कधी एकदम असे भारी सॉन्ग असतात, ज्याच्यावर आपण चांगलं फ्युजन करू शकू. म्हणजे अशी वेगवेगळी प्रकारची गाणी असतात आणि ते एक कोणतं बुलय्या गाणं तुम्ही ऐकलं असेल बघा. हां, छड ते हां ते गाणं पण त्यांनी खूप छान प्रकारे गायलंय आणि खरंच मला म्हणजे ते गाणं तर आहेच, पण मला अशी भरपूर गाणे आहेत त्यांचे जे खूप आवडतात.
मला वाटलेलं, मला वाटलेलं अरिजित सिंग बोलणार म्हणून. <chuckles> हां. बरोबर, हं. हो. बरोबर. हं. ऐकलंय ना, हां ना. हं. मग मला अरिजित सिंग सगळ्यांनाच आवडतो मला वाटतं आणि एकच ना नाईस चॉइस म्हणजे सगळ्यांना आवडतो तो, सगळ्यांना आवडतो म्हणजे आवडतं आणि दुःख जेव्हा येतं ना, मला वाटतं सगळ्या इंडियन लोकांना तोच आ आ पहिला आठवतो, की अरिजित सिंगची गाणी ऐकुयात थोडं बरं वाटेल. ज्याला दुःख पण नसतो, तो आपण दुःखी होऊन बोलतो, की अरे यार, काहीतरी चुकतंय म्हणून. <chuckles> पण आपले जे मराठी अभंग आहेत, आपली जी अ, गीतं आहेत ना, भावगीत आहेत किंवा बाकीची जी गीत आहेत ना, त्याच्यामध्ये पण एक विकास कनेक्ट आहे. म्हणजे ते ऐकल्यावरती दुःख जरी असेल ना, तर ते दुःख विसरून आपण एवढे शांत होतो, एवढे ग्राउंडेड होतो ना. म्हणजे आपले परंपरागत चालत आलेले गीतं ऐकून तर भारीच वाटतं. मग त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
खूप छान आहे. अ <chuckles> हो. <chuckles> हो. बरोबर. हो, हो. हो, ते तर आहेच. हो. ते तर आहेच.